अ, ते मी चालवतच होतो नाही का. म्हणजे पूर्ण बंद नव्हती केली. आणि तिथं मग मला अ, ऑफर आली, की ती कंपनी आम्हाला विक. आम्ही सगळं बघतो, ब्रँड आम्हाला सगळं दे, तुझं ट्रेडमार्क वगैरे सगळ्या गोष्टी. आम्ही बघून घेऊ काय करायचं आहे. तर मग मी ती कंपनी अ, तिथं विकून टाकली. अ, म्हणतात ना, खूप कमी किमतीत विकली. 3 लाखाला संप सगळं देऊन टाकलं मी त्यांना.
हं. बरोबर. अच्छा, म्हणूनच सेटअप वगैरे सगळं त्यांना देऊन टाकलं तुम्ही.
अ, नाही सेटअप काय होतं माझ्याकडं. <chuckles> मी त्यांना ब्रँड देऊन टाकला माझा.
हं, म्हणजे तेच अ. पार्सल नंबर हं, हं, हं. अच्छा, हं.
आयडिया देऊन टाकली. आणि माझा सगळ्यात लकी नंबर होता तेव्हा, अ, म्हणजे म्हणतात ना सगळे डिजिट्सचे, <chuckles> मध्ये फक्त वन डिजिट त्याचा अ, वेगळा होता. गोल्डन नंबर होता तो.
अच्छा. तोही तुम्ही देऊन टाकला त्यासोबत.
हां, कारण की तो नंबरच त्यांना पाहिजे होता मेन म्हणजे कारण, की <chuckles> त्या नंबरनेच ऑर्डर येत होते ना. <chuckles>
हं. तर तुम्हाला असं म्हणता येईल का, कोणतीही कल्पना जी आहे, जी साधी कल्पना आहे. तिला मोठं करण्यासाठी पैसा खूप अ, गरजेचा आहे?
आणि तो नंबर अट्रॅक्ट करत होता. हो, हो. अ, नाही पैसा गरजेचा नाहीये कधी-कधी. हां, कधी-कधी हां, म्हणू शकतो, पण थोडाफार पैसा पाहिजे फक्त आणि तुम्ही सुरुवात करा. माझ्यासारख्या मोठ्या उडा नका मारू.
म्हणजे सुरुवातीला थोडाच पैसा जरी असला, तरी आपण करू शकतो. पण शेवटी एकदा प्रोटोटाइप आपला चांगला झाला. मग आपण मोठा मार्केट कॅप्चर करण्याच्या वेळेस आपल्याला पैसा लागेल. हं.
हां. हो, हो, हो, हो. म्हणजे मी काय केलं तर माहितीये का त्या ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये. मी सगळ्या कस्टमरकडे जायचो आणि जे दिसेल ना, त्याला कार्ड द्यायचो. सर, हे घ्या. परत लागलं तर मला बोलवा. एखाद्याने मला त्या कस्टमरकडे पाठवलं, तर त्या कस्टमरकडे गेलो आणि त्याच्यात त्याला नाही माहिती आहे ना मी कोण आहे? माझी कंपनी काय करते? मग त्याला पण कार्ड द्यायचो. पॅम्फलेट द्यायचो. सर, ऑर्डर द्या मला. मी, अशी अशी कंपनी आहे. मग ते म्हणतात, ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट टाईम मग तिथून म्हणतात ना 50 कार्ड वाटले, तर दहा जागा तरी ऑर्डर यायच्या मला.
हां, काय केलं होतं?